तर असे प्रकार सर्रास होत
म्हणजे काही लॉजिक-बिजिक नाही त्याच्यामागे. उगाच धांगडधिंगा जे आपण म्हणतो त्या टाइपचं उगाच काहीतरी करायचं म्हणून.
अहो काहीच नाही, काहीच नाही. खूप सारे तर असे म्हणजे नाही का? इन्फ्लुएन्सर आहे यूट्यूबर आहे, ते छाती ठोकतात, नाही का, मतलब इतना रोटी खाऊंगा, इतना रोटी खाऊंगा, की इतना ये करूंगा की पुरा ये हो जायेगा. <laughs> काही-काही अशा असतात, नाही का?
<chuckles> <chuckles> अच्छा-अच्छा. आलं माझ्या लक्षामध्ये कोणत्या यूट्यूबरबद्दल बोलताय तुम्ही. आणि अ, शोचं ठराविक सांगायचं झालं तर आधीच्या काळातल्या शोमध्ये खूप अ, काय म्हणतात संस्कार घडवणारे शो होते, असं आपल्याला म्हणता येईल का? अ, उदाहरण तुम्हाला सांगता येईल का एखादं म्हणजे शक्तिमान झालं किंवा दुसरं रामायण, महाभारत असे प्रकार?
हो. अगदी बरोबर. हो बिलकुल. हो, हो, हो, हो. हो बिलकुल-बिलकुल. ॲक्चुअली बघा एक अ, एक शो यायचा मला ॲक्चुअली त्याचं नाव नाही आठवत. पण ते शोमध्ये व्हायचं काय की ते लोक असं सांगायचे म्हणजे नाही का एखादी कृती करून दाखवायची आहे, ज्याचं अनुकरण म्हणजे नाही का बालवयात आपण करायचो. आणि त्यातून खूप साऱ्या म्हणजे अशा गोष्टी व्हायच्या. बघा म्हणजे जसं की एक अ, तुम्ही ते पझल पाहिलं असेल तर शोचं आठवत नाही Pogo TVवर लागायचा. त्यामध्ये ते काय करायचे असं समजा नाही का एक अ, हे चालू आहे. त्यात अ, आपले जावेद अ, जाफरी जे आहे. तर ते कमेंट्री करायचे जापनीज शोमध्ये.
हां. हां, हां. हां, हां, हां. बरोबर. हां, हां, हां. Takeshi's Castle म्हणून होतं नाव.
हो, तर त्यामध्ये हां. Takeshi's Castle. अगदी बरोबर बोललात तुम्ही, Takeshi's Castle. तर त्यामधून बघा एक काय आहे मुलं बघायची आणि त्यामधून खूप मज्जा यायची आणि ते जो कॉमेंट्री करायचा ना त्यातून खूप सारे म्हणजे असे डायलॉग बोलायचा की ज्यामधून खूप प्रेरणा मिळायची आणि अ, खूप सारे मुलं म्हणजे ते करण्यासाठी उद्युक्त व्हायचे. म्हणजे त्यात वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या. लहान मुलांच्या किंवा मोठ्या माणसांच्या आणि ते बघताना आहे ना एकदम मन त्यात रमून जायचं. अन असं वाटायचं की आपल्या इथे पण तशा स्पर्धा असायला पाहिजे आणि असे शो असले पाहिजे.
बरोबर.

अरे बापरे! म्हणजे एकदम मॅच्युअर वगैरे दाखवून असं वेगवेगळे म्हणजे डोळ अ, काय म्हणतो आपण, मुलांवर अशा आ गोष्टींचा वेगळाच परिणाम होतो, जे लहान असतात.
<clears throat> वेगळाच, लहान वयात बघा जेव्हा आपलं लहान वय होतं, लहानपणी आपण तो टीव्ही शो बघायचो, तर तेव्हा ते वेगळपण होतं. त्यामध्ये एवढा म्हणजे नाही का ॲडल्टरेटेड कंटेंट नव्हता. बट आता काय झालंय, की फार लग्न आणि ते लहान मुलंच बघतात ना हो ते कार्टून, असं थोडी, की आपण थोडी बघणार आहे आता, तर ते लहान मुलं त्यातून काय बोध घेतील याचा पण कुठेतरी आपण विचार केला पाहिजे कारण होतं काय, की या सगळ्यांमध्ये कुठेतरी बघा एक अ, म्हणजे नाही का खूप लहान वयात मुलंही म्हणजे अडल्ट व्हायला लागलेत असं म्हणणे योग्य आहे.
बरोबर. हां, हां, बरोबर. अ, तुमचा आवडता शो जसं सांगितलं निंजा हातोडी वगैरे अ, दुसरे कोणतेही असतील, तर त्यांचं तुम्हाला असं टायटल साँग वगैरे आवड अ, व आ लक्षात आहे का म्हणजे लिरिक्स थोडे?
हं, हं. हो, बिलकुल आहे. मला डोरेमॉनचं आठवतं, नाही का. दुनिया ही संभाल दूँ, एक नया बहार दूँ, दुनिया ही बदल दूँ, मैं तो प्यारा सा चमत्कार हूँ, मैं किसी का सपना हूँ, जो आज बन चुका हूँ सच, अब ये मेरा सपना है की सपने सपने सच मैं करूँ, आसमाँ को छू लूँ, तितली बन उड़ूँ, या मैं हूं एक प्यारा डोरेमॉन. <chuckles> अच्छा, डोरेमॉन.
अच्छा, अच्छा. बरोबर. अरे वाह! वाह! वाह! वाह! मस्त, मस्त, मस्त. बस, बस, बस. अच्छा, अच्छा, ठीक आहे. हं, हं. मस्तच. अ, खूप मस्त अ, वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप मजा आली आणि तुम्ही मस्त समजावून सांगितलं, की आजकालचे शो जे आहेत, ते कुठेतरी वेगळ्याच तरिकेने आपल्या मुलांना अ, इफेक्ट करत आहेत आणि अ, पूर्वीच्या काळातले कसं क्वालिटी कंटेंट होतं नाही का, संस्कार वगैरे घडवायचे. तर खूप-खूप अ, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण नक्कीच पुन्हा भेटूयात.
बरोबर. हो, हो, हो.